बरोबर आहे. हां, मग अशा सिच्युएशनमध्ये जसा तुम्ही म्हटलात, की अपघात झालाय. सुरुवातीला तुम्हाला वाटलं असेल की अरे, ही एखादी पॅसेंजर गाडी वगैरे आहे रेल्वे, नाही का. मग अ, तुम्ही पॅनिक वगैरे झाला होतात का अशा वेळेला?
हो, हो. हो, त्यावेळेस थोडीशी घबराहट वगैरे झाली होती, बट अ, त्यांनी म्हणजे जेव्हा तिथं पोहोचलो होतो, ती सगळी भीती वगैरे निघून गेली आणि ती जी मालगाडी घसरली होती ना, त्यांनी म्हणजे एक 2-3 तासामध्ये एक रिव्हर्स इंजिन आणून तर ते पण व्यवस्थित म्हणजे अ, त्याचा मार्ग सुकर केला. बट अ, जेव्हा आम्ही काश्मीरमध्ये पोहोचलो, तर तिथं एक अ, म्हणजे नाही का, आपलं एक ठिकाण आहे पहलगाम म्हणून, तर तिथे आम्ही फिरायला गेलतो बघा आणि तिथे गेल्यावर आहे ना, ते म्हणतात ना, आपला अ, काय म्हणतात त्याला बघा रोपवे.
हां. अच्छा. हं. रोपवे, अच्छा, म्हणजे वरून अ, एका टोकाला एका घाटापासून दुसरीकडे जायचं असेल तर.
हो, रोपवेचीच स आम्ही हो, एका घाटापासून दुसऱ्या घा घाटाकडे जाणे आणि ते एवढं चित्तथरारक म्हणजे इतकी मज्जा आली ना, त्यामध्ये तुम्हाला काय सांगू आणि तिथली जी लोकं होती ना, एकदम छान असे म्हणजे नाही का, त्यांनी ते आपले खेचरं नसतात का हो खेचरं.
अरे वा! मस्त. बरोबर आहे. खेचरं म्हणजे गाढवांचे एक प्रजाती म्हणजे प्रकार वा असं मी ऐकलय.
हो, गाढव आणि त्या याच्यामध्ये हे करतात, ते क्रॉस करतात.
हां, क्रॉस ब्रीडिंग असते त्यांची बरोबर. हं, हं.
क्रॉस ब्रीडिंग हां, आणि त्याच्यामध्ये त्यातून एक तो खेचर बनतो ना, तो म्हणजे घोड्यासारखा एकदम पूर्ण शरीराने वगैरे, फक्त उंची त्याची गाढवासारखी.
हं. हां, म्हणजे अ, हायब्रिड ज्याला म्हणतो आपण नाही का, म्हणजे दोघांचा मिक्स व्हर्जन.
आणि हो, हायब्रिड आणि घोडा कसा आपला हो, घोडा कसा चपळ असतो, तसा हा गाढव अ, चपळ नसतो. हा त हा गाढव गाढवच असतो. म्हणजे खेचर गाढवच असतो.
हं, हं. हं, हं, हं.